हो, हो. म्हणजे मी तशी 1 महिना अ, का 2 महिने ड्युरेशनची अशी अ, अनपेड लीव्ह घेतली होती. 3 का 4 महिने एक्सटेंड केली होती, हां, आणि त्यामध्ये म्हणजे मा माझ्या मुलीसाठी पण मी थोडा वेळ दिला म्हणजे तिझ्यासाठी वेळ राखून दिला. म्हणजे तिझ्या शाळा किंवा तिझ्या ॲक्टिव्हिटीज याकडे पण मला लक्ष द्यायला त्याच्यामुळे वेळ मिळाला आणि मी तसं बोलून घेतलं होतं नोकरीमध्ये की मला थोडा वेळ लागेल आणि मी पुन्हा जॉइन करेन. मग ते त्यांनी काही हरकत घेतली नाही. कारण माझा तसा हो. हां, हां, मग ते मी फॅमिलीसाठी वेळ दिला ते मला खूप महत्त्वाचं वाटलं. कारण मी माझ्या मुलीला लहानपणापासून इतका नाही वेळ देऊ शकले, तर ती कुठेतरी गिल्ट होती माझ्या मनामध्ये आणि मग मी तसे मी असे बराच टाईम तिझ्याबरोबर स्पेंड केला आणि तिझ्या शाळा, तिझ्या आवड-निवड हे सगळं लक्षात घेतलं आणि त्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलप करण्यासाठी तिला दिशा दिली, तिच्या तिच्यासाठी कोचिंग क्लासेस वगैरे बघितले आणि त्याचं सगळं म मॅनेजमेंट केलं. म्हणजे तिला कसं जाता येईल, तिथे कशी ती रमेल या यासाठी मी बघितलं, हां. असं केलं आणि
हं, हं. अरे वाह! अरे वाह! अरे वाह! हं, हं, हं. किती छान. अच्छा. अरे वाह! हेही महत्वाचं आहे. <chuckles> <chuckles> प्रश्नच नाही. बरोबर आहे. हो ना. अगदीच. हं, हं, हं. हम्म. अरे वाह! किती छान. बरोबर. हां. किती छान. हे किती महत्वाचं आहे, की परत थोडासा ब्रेक घेऊन, परत सगळ्या गोष्टी मॅनेज करून अ, मनामध्ये ठरवून, की पुन्हा आपल्याला रिजॉइन व्हायचं आहे. हेही अ, खूप महत्वाचं आहे, मला असं वाटतं नाही का?
हो. हो. हो. हो ना. आणि तुम्ही पण म्हणजे मला थोडंसं आधार दिल्यासारखं मला पण वाटलं म्हणून मी या भावना तुमच्याकडे व्यक्त करू शकले. तर अ, मग तिच्यासाठी वेळ दिला हे मला म्हणजे खूप छान वाटतंय म्हणजे अ, मी एवढा वेळ तिच्यासाठी दिला हे कुठेतरी मनाला मला समाधान देतंय. म्हणजे लहानपणापासून मी सोडून गेले होते ना, तिला तर मला ते आता एक कुठेतरी समाधान मिळतं, हो.
<chuckles> हो, हो, हो. खरंच, खरंच. हो ना. हो, असं वाटतं हो आपल्याला, पण गोष्टी आपल्याही हातात नसतात. क म्हणजे ती त्या वेळेची गरज असते, हो की नाही खरंतर. की आपण काही हं.
हो. आणि मग याच्यामध्ये अ, बऱ्याच म्हणजे अ, स अ, असं म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी पण बराच सपोर्ट केला, म्हणजे मला असं एकटं कधी फील होऊ दिलं नाही किंवा माझ्या मुलीला एकटं कधी फील होऊ दिलं नाही त्यांनी आणि सासूबाईंनी पण त्यांच्या परीने खूपच केलं आणि मी पण त्या त्यांच्यासाठी खूप करायचा खूपच प्रयत्न केला आणि आता आहेत त्या म्हणजे सुदैवानं व्यवस्थित आहेत त्या पण म्हणजे हेल्थ इश्यू वगैरे
हं. हो ना, हो ना. हं. टचवूड. अशाच अशाच राहोत नेहमी आणि अ, तुम्ही तुमच्या सुट्टीचा वेळ कसा घालवता म्हणजे अ, एखाद्या दिवशी काम नाही आहे आणि सुट्टी मिळाली आहे. तर तो वेळ तुम्ही कुटुंबासोबत कसा घालवता?
हो ना. <chuckles> आणि हो, शनि हां

हो, हो 2 वर्षाची होती फक्त ती. आणि मग अ, तरी अ, ती बाहेरचं वगैरे सगळं खात होती, म्हणजे अ, करत हां. तर मग त्यासाठी मग मी काय करायचे सकाळी तिचं सगळं आवरून घ्यायचे आणि थोडंसं म्हणजे हे मागितलं डेविएशन मागितलं होतं मी माझ्या बॉसकडे की मला थोडासा लेट होईल म्हणजे मी 11:00 च्या ऐवजी एक 12:30 पर्यंत येईन आणि त्यानंतर मग कंटिन्यू करून मी 7:00 पर्यंत घरी येईन, असं माझं टायमिंग ठरवलं होतं, स्पॅन ठरवला होता. हां, मग त्यावेळी मग अ, माझी मुलगी आहे छोटी अ, चिमू तिचं सगळं आवरून वगैरे म्हणजे तिला हवं नको ते बघून आणि लहान मुलं आईला सोडत नाहीत ना लवकर, मग त्यावेळी जरा इमोशनल कुठेतरी वाय
हं. ओ! अच्छा. हं, हं. हं. अच्छा. अच्छा. बरं. घरी आहेत. अच्छा. ओके. हं, हं, हं, हं. हां, हां. हं. हो ना, हो ना. त्यांना आई सगळ्याच गोष्टींसाठी आई लागते <chuckles> हो ना.
लागते आणि मग थोडं इमोशनल वाटायचं डोळ्यात पाणी वगैरे यायचं, पण नाही ना काय करू शकत. हां, मग अ, अ अशी तिला सवय होत गेली आणि मग अ, त्यामधून सावरण्यासाठी सासूबाईंनी मला खूप मदत केली आणि अ, सासूबाई पण लक्ष द्यायच्या. हां, मग ती थोडी त्या खेळवायच्या मग तोपर्यंत मी बा बाकीचं तिचं करून घ्यायचे खाऊ वगैरे म्हणा किंवा बाकीची घरच्यांची अ, स्वयंपाकाची तयारी म्हणा किंवा काहीही असेल ते मग अ, असं करून मग
हम्म. आई ग! आई ग! हो ना. हम्म. हो ना. किती छान. हं. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. मग ही जी ओढाताण होते ना आईची, लहान बाळांना घरातून सोडून जाताना किंवा अ, घराबाहेर पाऊल टाकताना एक पाऊल आपला आत असतं, एक पाऊल बाहेर असतं आणि ते दुसरं पाऊल बाहेर टाकताना ते पाऊल इतकं जड होतं कधी-कधी. तर अ, अशा वेळेला तुम्ही काय समजावता स्वतःला की अ, कसं ते दुसरं जड झालेलं पाऊल तुम्ही दरवाज्याच्या बाहेर अ, घेऊन जाता स्वतःचं?
हो. हां. हो. हो. हो, म्हणजे मला आत्ता आठवलं तरी असं मन भरून येतं माझं म्हणजे
हो ना, हो ना, होतंच हो ते. <chuckles> मलाही तुम्हाला प्रश्न विचारताना भरून आलं कारण अ, अ, मीही ह्या सगळ्यातनं गेलेली आहे. त्याच्यामुळे
हो तर अ, हं, मनावर असा दगड ठेऊन करायचे मी अक्षरशः
<chuckles>

हो, बॅलन्स तर करावंच लागतं, हे मॅनेज करावं लागतं या घरच्या गोष्टी मगच ऑफिसमध्ये जाते मी आणि ऑफिसमधला सगळा वेळ ऑफिसमध्ये फोकस करते, तिथे म्हणजे कुठले म्हणजे पर्सनल म्हणजे फोन वगैरे म्हणजे स्विच ऑफ करते म्हणजे कुठले घेत नाहीत. मग ऑफिसच्या कामावर माझं कॉन्सन्ट्रेशन होतं आणि मग अ, ऑफिसमध्ये जर समजा काही म्हणजे घरात काही पर्सनल इश्यू असेल म्हणा किंवा लवकर वगैरे जायचं, असेल तर अ, आमचे जे बॉस आहेत, सर आहेत, त्यांच्याशी टर्म्स माझ्या आहेत म्हणजे व्यवस्थित फ्या म्हणजे आहेत ते फॅमिलिअर आणि मग मी त्यांना कल्पना देते, की "सर असं-असं थोडं काम पेंडिंग आहे तर ते मी उद्या कंटिन्यू करेन किंवा घरी गेल्यावर मी नक्कीच सपोर्ट देईन." असं म्हणजे मी त्यांना अ, हे करते एन्शुअर करते त्या बाबतीत. तर ते पण काही मग अ, ऑब्जेक्शन घेत नाहीत कारण त्यांना माहिती आहे माझा परफॉर्मन्स कसा आहे, मी कशी म्हणजे रेग्युलर आहे, कशी सिन्सिअर आहे. मग त्यामुळे ते एवढा इश्यू नाही करत मग तसं सांगते मी आणि लवकर निघून येते घरामध्ये आणि घरच्या काय प्रायोरिटीज असतात ते बघते आणि बाकी पण हे घरचे पण मग असं थोडा त्यांचा सपोर्ट असतोच ना, म्हणजे ही आता ऑफिसला जाती आहे, तर मग अ, ते थोडं सांभाळून घेतात आणि मग मी पण अगदीच त्यांच्यावर नाही टाकत. म्हणजे मी पण लवकर जाऊन थोडी तयारी करते. मग अ, असं काही असेल ऑकेशन असेल तर थोडीफार तयारी करायची, सासूबाई करतात थोडंफार आणि मग अ, हां, मग आवरा आवर करून मग
हं. हो ना. बरोबर. हं, हं, हं. अरे वाह! अच्छा. अच्छा. बरोबर. हां, हां, हां. हं. हं. हं. बरोबर. ओके. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. बरोबर. बरोबर. हं. ओके. हो ना, हो ना. अगदी खरं आहे. हं, हं, हं. हो. बरोबर. हं. अच्छा, मग तुम्ही सगळं मिळून अ, करता.
हो, हो. मिळून करता आणि काही हां, त्यांचा पण कोऑपरेशन भरपूर आहे मला म्हणूनच मी नोकरी करू शकते आणि आणि मी पण मग त्यांच्या प्रायोरिटीज जाणते. म्हणजे त्यांच्या आजारपणात म्हणा, त्यांना हो ना आणि कुठे त्यांना जायचं असेल गावात वगैरे कुठे गावा म्हणजे गावाला जातात कधी-कधी तर त्यावेळी मग मी अ, बऱ्यापैकी मॅनेज करते म्हणजे अशा काही गोष्टी असतात त्या म्हणजे शक्य असेल तर मग अ, माझा नवरा मला सपोर्ट करतो. म्हणजे की काही हे करून म घेतो किंवा मुलीला सांभाळणं म्हणा, तिला शाळेत सोडणं, आणणं अशा गोष्टी मग ते करतात आणि अ, सासरे सासरे असतात त्यांचं पण थोडंफार लक्ष असतं. असं. हां, हां.
किती छान. हं. हो ना, हो ना, बरोबर. हं, हे महत्वाचं आहे. बरोबर, हां. बरोबर आहे. हं. बरोबर. हां, बरोबर, बरोबर. हं, हं, हं. अरे वाह! किती छान. पण मग अ, कधी अशी वेळ आलीये का की तुम्हाला कुटुंब आणि काम ह्याच्यामध्ये कोणाला तरी एकाला चूज करावं लागलंय अशी कधी वेळ आलीये का?
हं. हां, अशी वेळ म्हणजे कसं म्हणजे ही लहान होती माझी मुलगी आणि हां. म्हणजे मी नुकतीच जॉइन झाले होते तिथे जॉबसाठी नवीन हां.
हां. अच्छा. अच्छा. म्हणजे नवीन-नवीन होतात.